हो. म्हणजे बँकेला एखाद्याला ऍड करायचं आणि ते 48 तासांनी कूलिंग पिरियड त्याचा येणार आणि त्या सगळ्या गोष्टी मला त्रास देत होत्या, डि डिजिटलमध्ये. आणि त्यानंतर काय झालं की यू-पी-आय आलं आणि यू-पी-आयमध्ये सगळ्यात पहिले जो ॲप आला तो माझ्यासाठी म्हणतात ना खूप असं शांतता प्रदान करणारे की लगेच पेमेंट होते टंग! आणि पैसे भेटत आहेत टंग! पैसे भेटत आहेत. मी काय केलं? माझ्या मित्राने आणि मी एकमेकांना यांना सारखं-सारखं पैसे पाठवून ते अ, ₹50-51ची रिवॉर्ड घेत-घेत खूप मजा केले नाही का ते. <chuckles>
बरोबर, हो. बरोबर. <chuckles> हां, हां. हं, हं, हं. लगेच धडाड. <chuckles> हां. <chuckles> अच्छा म्हणजे हे करत का? रेफर करत?
हां, नाही, रेफर नाही. तेव्हा ट्रान्झॅक्शन केलं ना या तेवढ्या अमाउंटचं, तर 10, 20, 15, 50, 51 असे रु पैसे भेटत होते. आणि आम्ही ते ए एकमेकांना पाठवून-पाठवून खूप पैसे घेतले, त्यामधन कमवले. <chuckles> एकाने तर ₹7000 कमवले मित्रानी, त्याचं दुकान होतं
हां, हां. हां, कळलं, कळलं ,कळलं. हो, हो, हो. अरे वाह! <chuckles> हं, हं.
आणि त्याला एकाच ह्याच्यात मोठं लागलं कॅशबॅक. कसं काय काय माहिती राव? आम्हाला लई पछतावा झाला आम्हाला कधी नाही लागलं. <chuckles>
अरे बापरे! काय बोलता? हां. मला पण नाही कधी लागला. <chuckles>
हां ना. म्हणजे ₹300-400च्या वरती कधी लागत नाही ना. मग ते यू-पी-आय आलं आणि त्याच्यानी माझा सगळा खर्चच बदलला. म्हणजे कॅश होती ना, ते मोठ्या नोटा मी तोडत नव्हतो कधी पण.
बरोबर. जसा की? हां, हां.
पण ते यू-पी-आयमध्ये हां. "काका वेफर्सचा पूडा द्या." टंग! "काका चॉकलेट द्या." टंग! "काका कोल्ड ड्रिंक द्या." टंग! "काका एक अ, नाही का, पुलाव द्या." टंग! असं करत-करत कुठं जास्त शर्ट दिसला गेलो, "हां, शर्ट द्या." टंग! कुठं बाहेर गेलो आणि अ, म्हणतात ना केस कापायला न्हाव्याचं दुकान खाली दिसलं गेलो केस कापले, टंग! असं करत-करत म्हणतात ना, अ, जे <chuckles> पैसे वाचायचे होते ते फालतूमध्ये खर्च. रस्त्यात काही दिसलं, आणि
<chuckles> टंग. <chuckles> हां, हां, हां. टंग. <chuckles> टंग. <chuckles> हो नक्कीच, नक्कीच. कारण पहिलं काय व्हायचं? कॅश आहे ना अशी महिन्याला यायची आणि तिचं फिक्स असायचं की इथे एवढे द्यायचे, तिथे आणि मग त्यानंतर बचत व्हायची. बट या डिजिटलमुळे काय झालं? की एक माणसाचा खर्चावरचा नियंत्रण सुटला असं आपल्याला म्हणता येईल. कारण तुम्ही जसं बोलताय की टंग, टंग, टंग, म्हणजे घंटागाडी झाली डायरेक्ट जिथंही गेलं तर टंग. <chuckles>
हो. <chuckles> हां.

हो, म्हणजे बघा ऑनलाईनमध्ये मला अ, आलं की मी अ, चायनीज राईस मला अ, चायनीज राईस, त्याच्या संगत थोडं स्टार्टर आणि सूप हे मला पडतं आहे ₹180 त. मी खुश झालो. अरे! चला ऑर्डर करूया. डिस्काउंट भेटतं आहे आणि ते ऑर्डर केलं, सगळं केलं ऑनलाईनमध्ये आणि नंतर मग तर क्वांटिटी तर कमी आहे.
हं, हं. हं. हं, हं, हं. हं, हं. हम्म. अगदी बरोबर. म्हणजे
आणि ते क्वांटिटी ₹120-₹130 चीच आहे. पणआपल्या संग अ स्कॅम, ऑनलाईन पेमेंट मुळं. हां, हां, डिजिटल पेमेंटमुळे पैसे तर गेले आणि पोट पण भरलं नाही, असं खूप वेळा झाला माझ्यासोबत.
स फ्रॉड झाला. <chuckles> हो, हो, हो. पैसे गेले, पोट पण भरलं नाही आणि ते पोट भरायसाठी परत खर्च करायला लागला असेल. अगदी छान असं उदाहरण दिलं, म्हणजे डिजिटल पेमेंटन तुमच्या खर्चात नक्कीच म्हणजे कुठेतरी बदल झाला आहे. बट हे झालं बघा आपलं सरासरी तरुण वर्गातलं. बट खूपदा असं होतं बघा गावाकडे अ, एवढं डिजिटल पेमेंटचं फॅड नाही आहे. म्हणजे आता झालं असतील, पहिलं नव्हतं. आणि गावोगावी कुटुंबातले लोक पण बघा एवढेच शिक्षित नाही आहे. तर त्यांना काय होतं हे स्कॅन वगैरे किंवा ओ-टी-पी येणे-जाणे यामध्ये खूप प्रॉब्लेम येतो. तर अशा वेळेस बघा खूप सारे लोकं आहेत, जे अजून पण कॅशमध्ये व्यवहार करतात. ज्यांना म्हणजे रोखी ठेवी आवडतात किंवा रोखीने व्यवहार करायला आवडतात. त्यांना पण म्हणजे असे खूप साऱ्या अशा अडचणी येतात का अशा यू-पी-आयमध्ये? किंवा एक डिजिटल म्हणजे पेमेंट करण्यामध्ये?
<laughs> हो. हां. हां, हां. हां, हां. हां, हां. हां, हां. हो. हां, हां. येतात ना अजून सुद्धा सुट्टे नाही आहेत, हे नाही आहेत, ते नाही आहेत. चकरा मारा, चॉकलेट घ्या. त्या गोष्टी होतात. सगळ्यात मेन म्हणजे दुकानदार म्हणतो, "चॉकलेट घ्या, सुट्टे नाही तर". <chuckles> आणि काहीतरी दुसरी वस्तू खरीद्ययला लागते कधी-कधी, नसते घ्यायची. म्हणजे म्हणतात ना मला अ, ₹500 चं घ्यायला आलो आणि मला ₹50 चं, ₹40 चं काही घ्यायचं आहे, तर तो भैय्या देणारच नाही सुट्टे. दीडशे दोनशेच घेतलं तर भैय्या 300चे सुट्टे देईल.
हं, हं. <chuckles> हं, हं, हं, हं. चॉकलेट घ्या. हं, हं, हं. हां, हां. <chuckles>

हो.
तर अ, तुम्हाला आठवत असेल अ, नोटबंदी झाली होती. आणि त्यानंतर म्हणजे ज्या आपल्याकडच्या नोटा आहेत, त्या एका क्षणार्धात म्हणजे तो कागदाचा तुकडा झाला. तर त्यानंतर बघा लाईनमध्ये उभं राहावं लागलं आणि त्यावेळेस मर्यादा होती, की ₹2-3च हजार तुम्ही काढणार. त्या व्यतिरिक्त तुम्ही खर्च आणि त्यामध्ये कमीतकमी 1 महिना म्हणजे एवढी वाताहत झाली सामान्य लोकांची. तर एकदमच म्हणजे भयंकर अशा परिस्थितीतून आपण प्रत्येकजण गेलोय. बट अ, त्यानंतर ज्या पेमेंट पद्धती आल्या आणि त्यामध्ये एवढी डिजिटल क्रांती झाली पेमेंट करतांना. आणि त्यामुळे झालं असं, की पैसे नसतानाही माणूस खर्च करू लागला.
हं, हं. हो, हो. हां, हां. हां, हां.
तर तुम्ही काही डिजिटल पेमेंट वगैरे आणि तुमचा कसा होता म्हणजे त्यावेळेसचा अनुभव? कसा तुम्ही डिजिटल पेमेंट सुरू केला? आणि ते सुरू केल्यानंतर तुमच्या खर्चामध्ये काय बदल झाला?
अ खरं सांगायचं म्हणायला गेलं ना, तर ते नोटबंदीच्या टायमिंगला माझ्याकडं स्वतःचं अकाउंट पण नव्हतं. <chuckles> तर अ, हा बँकेत का कधी खातं पण नव्हतं खोललं. आणि तेव्हा खातं खोललं मी बँकेमध्ये. आणि नंतर मग ते अ, म्हणतात ना अ, चेक्स वगैरे वर पेमेंट होतं. आणि सगळ्या गोष्टी होत्या एटीएमचं कार्ड आणि जसं हळूहळू म्हणतात ना अ, डिजिटल पेमेंट म्हणजे यूपीआय आलं.
हां. अरे बापरे! काय बोलता? हो, हो. नक्कीच प्रत्येकाकडे असंच होतं. अच्छा. हं, हं. बरोबर. हो, हो.
तेव्हा मी सगळ्यात पहिले ते डाउनलोड केलं, कारण की दुकानात ते दिसत होतं नाही का. आणि म्हटलं वापरून बघू. हां, हां, हां, हां. तर ते डिजिटल पेमेंट मी वापरायला लागलो. आणि ते नेटबँकिंग वगैरे त्याच्या आधी वापरतच होतो, यूपीआयच्या आधी. तर अ, नेट बँकिंगला कसं खूप टाईम लागायचा दोन तासांनी ने नेफ एनइएफटी जायची.
अच्छा, अच्छा स्कॅनर वगैरे का? हां, हां. अरे वाह! हो. हो, हो, हो. खूप टाईम आणि ते एवढं सोयीस्कर पण नव्हतं. अ, म्हणजे नाही का तुम्हाला ओटीपी येणार आणि त्यामध्ये प्रत्येकालाच म्हणजे असं लहान-लहान पेमेंट आपण करूच नव्हतो शकत.
हां, हां.

आता ते मी घेतलं नाही हा मला अचानक आलं ते. आणि मी ते काय केलं, की माझं स्कॅम असा झाला, की ते ₹1,500 वस्तू ते पण होतं आणि 1,500चं माझं प्रॉडक्ट पण होतं त्यामुळं मी ते घेतलं आणि मला नंतर कळलं, की हे प्रॉडक्ट नाही सबस्क्रिप्शन आलंय. आता नेक्स्ट टाईम माझं यू-पी-आय होतं तर यू-पी-आयमध्ये आणि माझं प्रॉडक्ट कॅश ऑन डिलिव्हरी आलं हां. आणि त्याला यू-पी-आय पेमेंट झालं. आता जेव्हा ते अ, सबस्क्रिप्शन घेतलं ते ऑटो हे झालं तर रिन्यूवल. आता पुढच्या वर्षी माझ्याकडं शेवटचे पैसे होते अडीच हजार रुपये. हां. त्यात ₹2,400 मला ते मेसवाल्याला द्यायचे होते. आता मी खुश, की आता मेसवाल्याला देऊ आता काहीच खर्च राहिला नाही काही नाही. आता मला काय माहिती आहे माझं सबस्क्रिप्शन चालू आहे. आणि नंतर असं पैसे द्यायच्या वेळेस चेक केलं तर अरे पैसेच नाही जात आहे मी मेसवाल्याला. बघतोय तर भय्या अकाउंट बॅलन्स कमी झालेला आहे. 2,500मधनं पंधराशे रुपये तर उडले. "अरे! नंतर कसं काय उडले? आणि सबस्क्रिप्शन तर मी घेतलंच नाही." पूर्ण छडा लावला तर कळलं माझ्याकडून चुकून ते ऑटो अ, रिन्युवल झालंत.
अच्छा. हं. अच्छा. अरे बापरे! हां. अच्छा. हं, हं. हं, हं, हं, हं. अच्छा. हां, हां. हं, हं, हं. हो. <laughs> हं, हं, हं. हां, हां, हां. हं, हं. अरे बापरे! म्हणजे तुमचं बघा म्हणजे काय झालं एक थोडक्यात अनपेक्षितपणे एका छोट्या चुकीमुळे तुम्हाला जे पैसे पेड करायला लावले. आणि तो एक्स्ट्रा भार आला.
<laughs> अ, हां. हां म्हणजे बघा ना चांगले फायदे पण आहेत ह्याचे आणि चांग अ, चांगलेच तोटे पण आहेत ह्या गोष्टीचे. तर दोन्ही बाजू आहेत नाण्याच्या ह्याला. आपण कसं वापरतो असं आहे म्हणजे ते म्हणतात ना "तलवार आहे दोन धारीची. आपण जपून वापरलं तर दुसऱ्यावर मात करू आणि जास्तच अ, दुसऱ्याने आपल्यावरती खर्च करायला लागलो तर ती तलवारीने आपला गळा कापू." <chuckles>
तोटे पण खूप आहेत. बरोबर. हो. हो, हो, हो. अगदी बरोबर म्हणजे एक क खूप छान उदाहरण तुम्ही एक सादर केलंय जेणेकरून काय आहे ना खर्चावर आळा बसेल. तर तुम्हाला काय वाटतं काय क्रांती झाले डिजिटल पेमेंटमुळे आणि काय नुकसान झाले थोडक्यात एक दोन वाक्यात सांगासाल का मला?
हो, हो, हो. अ, क्रांती म्हणजे पैसे पाठवणं सोपं. लगेच जलद गतीने कुठेही मिनिटात सेकंदात पैसे जातात. बाहेरच्या देशात असू या कुठेही असू आणि तसेच पैसे सेकंदात खर्च पण होतात. हा तोटा. <laughs>
हो. बरोबर. हो, हो, हो. हं. बरोबर आणि नंतर कळतं की टंग-टंगच्या करण्यात आपले टंग-टंग गाडे झालेत. <laughs>
<laughs> हो नक्कीच. आणि ते टंग आपल्याला खूप महागात पडतं. <chuckles>
खूप महागात. नक्कीच खूप छान वाटलं मला या म्हणजे नाही का डिजिटल पेमेंटने तुमचा खर्च कसा बदलला यावर तुम्ही जे वर्णन केले ना ते नक्कीच म्हणजे यातून खूप साऱ्या गोष्टी शिकण्यासारखं आहे, की एक स्वतःवर आवर घातला म्हणजे स्वतःच्या इच्छांना म्हणजे नको त्या इच्छांना जर आपण आळा घातला तर नक्कीच आपल्या खर्चावर बचत होणार आहे आणि जो एक्स्ट्रा खर्च होतोय तो कुठेतरी वाचणार आहे. खूप छान वाटलं मला तुम तुमच्याशी या विषयावर चर्चा करून खूप अ, म्हणजे तुमचे खूप-खूप धन्यवाद तुमच्या वेळेसाठी आणि पुन्हा आपण लवकरच भेटूयात.
हो, हो, हो. <chuckles> हो. हो. नक्कीच. हो, हो, हो. धन्यवाद. हो, हो, हो. हो, लवकरच भेटूया धन्यवाद.
धन्यवाद.

हो, हो, हो. मग कसं हं.
आणि असं करता, करता महिन्याच्या अर्धा महिना संपायच्या आधीच ते अकाउंट पुन्हा टंग होऊन जायचं. <chuckles> ना बॅलन्स ना काय आता खायचं काय? मेसमधील हां, खावं लागायचं हॉस्टेलला राहायचो मी. आणि अ, म्हणतात ना एक-एक करत-करत ते यूपीआयनी अ, सो सोयीस्कर झालं, की कधीही एटीएमला जायची गरज नाही. कुठेही जायची गरज नाही. आणि पैसे काढायचं, सगळ्या गोष्टी करायचं आणि फास्ट. पण खर्च खूप व्हायचा. ते कळून यायचं नाही कधीच. माझ्यासारख्याला तरी. मी हिशोबच ठेवायचो नाही कधी. आणि अ, असं करत-करत कपडे घ्या, हे घ्या, शर्ट घ्या, शूज घ्या, काहीतरी रिक्षावाल्याला पैसे द्या. सगळ्या गोष्टी ते त्यांनीच करत-करत ला म्हणतात ना एक यूपीआयची एक सवय लागली. <chuckles> आणि एक दिवशी काय झालं? अ, मी हॉटेलला गेलो होतो, मोठ्या खायला आणि तिथं जेवलं वगैरे नॉर्मल मोठं म्हणजे नाही का नॉर्मल असतं ते असं अ, फॅमिलीसाठी रेस्टॉरंट टाइप ते. तिथं खाल्लं, पिल्लं सगळं केलं एकटाच होतो, आणि अ, मग आता म्हटलं परत टंग करू <chuckles> आणि टंग करायला गेलो आणि आलं सर्व्हर डाउन. होतंच नव्हतं फेल, फेल, फेल. आता पैसे तर द्यायचेत.
<giggles> खायचं काय? बरोबर. हं, हं. हं, हं. बरोबर. हं, हं, हं. हां, हां. बरोबर. <chuckles> हं, हं. हो, हो, हो. हं, हं, हं. हं, हं. <laughs> मग? अच्छा. अच्छा. मग अशा वेळेस काय केलं आपण?
अ, काय सांगू तुम्हाला एवढी आपदा झाली, की अ, त्याला पैसे कसे करू?
हां. अच्छा.
मित्राला फोन केला. "अबे नाही आहे रे ऑनलाईन कॅशमध्येच आहे." कमवायचे नाही मित्रे माझे जास्ती माझ्याकडेच अ, जॉब करायचं पार्ट टाईममधून पैसे असायचे. मग त्याला पैसेच होईना काहीच होईना ना कार्ड आहे माझ्याकडं ना कॅश आहे आता करू काय? मग अ, कसं तरी म्हणतात ना अ, खूप थांबलो तास 2 तास. होतच नव्हतं. काहीच होत नव्हतं, काहीच कळेना काय करू? आणि नंतर मग अ, एका मित्राला खूप गयावया करून बोलावलं <chuckles> आणि त्याने त्याचे पैसे दिले. हां दिले.
अरे बापरे! मग? हां, हां. अच्छा, अच्छा. हं, हं. हं, हं, हं. अच्छा. मग दिले का त्याने पैसे? अच्छा. म्हणजे त्यानी पैसे दिले आणि म्हणजे तुम्हाला तुमचं टंग, टंग अ, व्हायच्या आधी तुम्ही सावरलं. अगदी छान, अगदी छान. बट अ हं, हं.
<laughs> अ, हो म्हणजे नंतर फसवेगिरी झाली माझी एकदम, अचानक. <chuckles> म्हणजे तेच झालं ना पैसे माझ्याकडे आहेत पण ते जातच नाही आहे आणि पोहचतच नाही आहे आणि माझ्या फसवेगिरी झाली. मी बँकेला फोन करतोय. बँकेला अ, फोन केला, "हेल्लो अ, माझं चालत नाही आहे." "हा सर सर्वर डाऊन." अबे सर्वर डाऊन आहे मी तर खायला बसलो इथं मला भांडे धुवायला लावायलेत तू काय म्हणतो? सर्वर डाऊन आहे. <chuckles> नाही, नाही सर सॉरी क्षमा असावी. अ, आम्हाला खूप खेद आहे, आपल्या संग आपण ह्या परिस्थितीला फेस करत आहात. अरे, म्हटलं पेमेंट करून टाक माझ्या अकाउंटमंतर डेबिट कर, तुला स्कॅनर पाठवतो. तुझा नंबर दे, म्हटलं माझं इथं लफडं व्हायला आहे ना, मी काय भांडे-बिंडे घासू का इथं दिवसभर, त्या पैशासाठी? हां, तुझ्यावरती विश्वास असते मग ते एकच सक्षमा असावी अ, तुम्ही थोडं वाट बघा होऊन जाईल अ, 4 तासांनी 6 तासांनी. अबे म्हटलं इथेच थांबू का मी? मग ते काय फायदा झाला नाही मला तिथून कॉल करून. आणि अशी फजिती पण त्या यूपीआय डिजिटल पेमेंटनीसुद्धा होते. आणि अ, खर्च बदलायचा म्हटलं ना
अच्छा. काय बोलता कशी? जातच नाहीये. हो, हो. हां, हां, हां. हो. <laughs> हां, हां, हां. हां, हां. हो. हां. अच्छा, अच्छा. बरोबर आहे. <chuckles> हं, हं. हो, हो, हो. अच्छा, अच्छा. हं, हं, हं, हं. हं.